हो, सगळ्यांना महत्त्व पटवून देतो मी अगदी सहज पद्धतीने आणि म्हणतो की प्लास्टिक वापरा. ते म्हणते, "तुमचे तुम्ही काम करा, आम्ही आमचं काम करतो," म्हणून. <laughs> ते काय कुठली हं, हं.
<laughs> अरे बापरे! राह राहतात असे लोक खरंच ना. म्हणजे आपण चांगला सल्ला देऊनही ते लोक घेत नाहीत. मग ह्या ज्या अडचणी आल्या, हे जे तुमचे विरोध झाले नाही का, शेजारी, शेजारी-पाजारी म्हणा किंवा कोणी पण. लग्नामध्ये खरंच राहतं बरं का. कारण लोकांना असं सांगितलं ना, "अरे असं नका करू, तसं करा." तर लोक आपल्यावरच अंगावर येतात, "अरे, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो." जेव्हा हा विरोध झाला, या अडचणी आल्या, मग त्यांना तुम्ही कसे सामोरे गेलेत? तुम्ही तुमचं जे महत्त्व होतं ते प्लास्टिक अ, विना वापरण्याचं, ते कसं पटवून दिलं?
हं, हं. हं. हं. नाही, मग हं, हं. हं, हं. हं. हं. हं, हं. हं. मी काही सामोरे वगैरे नाही गेलो त्यांना. मग मी त्यांना डोकंच लावत नाही जास्त. मग मी माझी पिशवी उचलायची आणि आपलं जायचं. कारण की एखाद्याला त्याचे सर्व महत्त्व माहीत असून पण जर तो करत नाहीये, तर ती त्याची चुकी आहे. ती माझी नाहीये चुकी. आणि त्याच्या चुकीबद्दल मी मला का त्रास करून घ्यावा.
होतं, लोकांना असं वाटतं कारण त्यां आम्हाला सल्ले देणं. सल्ले लोकांना पाहिजे नाही आणि
हं. हं, जास्त हुशार झाला का काय? हं. तो म्हण ते म्हणतात जास्त हुशार झाला. तू वापर बाबा प्लास्टिकच्या पिशव्या, आम्ही कुठं. मी घरच्यांना सांगितलं तर, तुम्ही वापरा म्हणे त्या प्लास्टिकच्या पिशव्या. आम्ही आमचं आणतो म्हणे बाजारातनं, मी फिरत घेऊन फिरत हातात, काही रिकामी नाही, ती काय पर्स नाही म्हणे आपल ती तुमच्यासारखी. तुमच्यासारखी बॅग
<laughs> <laughs> <laughs>
त्याच्यामुळे म्हणलं म मी असे सल्ले देत नाही मग जास्त आजकाल. मग मी माझं माझी पिशवी घ्यायची उचलायचं जायचं बाजारला यायचं परत.
पण आता बघा ना, जेव्हा आपण बाजारामध्ये जातो, अ, खास करून भाजीपाला बाजारामध्ये जातो. तेव्हा बघा ना, किती प्लास्टिक पडलेलं राहतं, कचरा किती गोळा राहतो, तिथं किती म्हणजे सांडपाणी राहतं आणि त्या सांडपाण्यामध्ये ते प्ला प्लास्टिकच्या पिशव्या म्हणा किंवा त्या बाटल्या वगैरे म्हणा आणि तिथंच ते गुरंढोरं पण राहतात आणि ते गुरंढोरं पण खातात. तर असं नाही वाटत का तुम्हाला की "अरे, ते गुरंढोरं खात आहेत, त्यांना पण त्रास होतोय, लोकांना हे समजण्याची गरज आहे." असं नाही वाटत तुम्हाला?
हं. हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं. हो, हो.